अगदी बरोबर. पण मग त्या गाण्यातून असं तुम्हाला काय शिकायला भेटलं? म्हणजे मला वि विचारायला आवडेल की तुम्ही काय शिकलात त्यातनं?
त्या गाण्यांतून अ, शिकायला मिळालं, म्हणजे अ, की अ, बघा आता ज्या त्याच्या ज्या ओळी आहेत, बरोबर? की त्याचा अर्थच मी तुम्हाला सांगते की अ, कुछ लोक अ, बिछडके जाने के बाद वापस फिर नही आते. म्हणजे कितीही तुम्ही त्यांना आवाज द्या, कितीही त्यांना बोलवा, एकदा ते तुमच्या आयुष्यातून निघून गेले ना, की ते परत पुन्हा कधी येणारच नाहीये. आणि मग ज्यावेळेला हे ते कडवं येतं आणि आपण अ, खरंच म्हणतो की "अरे हो, ही-ही व्यक्ती आपल्या आयुष्यातून अशी निघून गेली आहे आणि आता आपण त्याला कितीही आठवण काढा किंवा कितीही आवाज द्या, ते परत येऊच शकत नाही ना." तो निसर्गाचा नियमच नाहीये. हो, तर मग जे जे जेव्हा आपण ते आहेत जिवंत असतात किंवा आपल्यासोबत असतात, तेव्ह त्या क्षणांना जगून घ्या. त्यांचा अपमान करू नका. त्यांना रिस्पेक्टफुल वागवा. त्यांना प्रेम द्या. असं असं माझं म्हणणं आहे की अशा या गाण्यांमधून शिकायलाही भरपूर मिळतं आणि ते शिकून तुम्ही ते साध्य करा असं माझं म्हणणं आहे.
हं, हो, हां. अगदी बरोबर. हां. हो. हो. परत नाही येणार, अगदी बरोबर. अरे वाह! अगदी छान ओ! हां. फारच सुंदर, खूप सुंदर अशा तुमच्या आठवणी त्याच्याशी तुम्ही जुळवून घेतल्या आहेत म्हणता येईल. आणि मग असं कधी तुम्ही प्रवासात वगैरे जाताना इअरफोन्स टाकले आणि ते प्ले केलं असं म्हणजे काही <chuckles>
हो.
करतात का तुम्ही?
हो, हो, हो, हो. हो, नेहमीच म्हणजे जास्त प्रवासाचा योग येतच नाही. कारण की वर्क अ, वर्क म्हणजे करावा लागतं मग त्याच्यामुळे मग अ, जवळच ऑफिस आहे, ज पटकन जाणं, पटकन येणं असंच असतं. पण जेव्हा-जेव्हा आम्ही लांबच्या प्रवासाला जातो, त्या-त्या वेळेला आम्ही नक्कीच हे गाणं ऐकतो. या गाण्यासोबत आणखीनही भरपूर गाणी असतात आणि तेही आम्ही ऐकतो.
अरे! अरे वाह! वाह! फारच सुंदर असं एकदम संगीतमय म्हणता येईल तुम्ही तुमचं वातावरण केलं आहे. अ, खूप छान की तुमचे सगळे बालपणाच्या आठवणी त्या गाण्याशी जुळल्या आहेत. तुमचं म्हणजे म्हणता येईल की एक अ, वडिलांचं आणि तुमचं जे भावनिक अ, अ, म्हणजे म्हणता येईल की आठवणी आहेत त्या गाण्याशी जुळलेल्या आहेत. आणि ते गाणं म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की ते आ जाणीव करून देतं की तुमचे वडील हयात आहेत असं. खूप सुंदर म्हणजे एका गाण्यात तुम्ही तुमचा तो कोपरा शोधून काढला. जिथे तुम्ही बोलू शकणार, संवाद साधू शकणार स्वतःशी. खूप सुंदर! आणि त्यातनं तुम्ही प्रोत्साहितही होतं आहे. तर तेही खूप छान आहे, असंच करत रहा. तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं म्हणजे पुन्हा बोलायला आवडेल मला. तुमचे खूप खूप आभार तुम्ही एवढे मला तुमच्या आठवणी सांगितल्या त्याबद्दल. धन्यवाद.
हो. अ हो, हो. हो. हो. बरोबर, हो. हो. हो. अ, हो. मलाही तुमच्याशी बोलल्यावर खूप छान वाटलं आपण परत पुन्हा बोलूया. हं?
हो, धन्य

बघा, माझ्या दृष्टीने तरी पहिल्या गाण्यांची किंमत आताच्या गाण्यांच्या किमतीपेक्षा कैक पटींनी वाढलीच आहे, असं मला वाटतं. कारण की तुम्ही आता बघा ना, की काही-काही जुने गाणे आता रिमिक्स करून त्याच्यावर ते सगळं बसवत आहेत. म्हणजे त्यांच ते अ, त्यांच्याकडे आता मी तर असं म्हणेन, की शब्दच राहिले नाहीयेत नवीन गाणी करायला. मग ते असे जुने गाणे उचलतात अन् त्याच रिमिक्स करून आणि मग ते कसंही बाजारात आणायचं आणि वाजवायचं. म्हणजे चांगल्या-चांगल्या गाण्याची इतकी इज्जतच काढून टाकली आहे असं मी म्हणेन आणि इतके ते बकवास करून टाकलेत ना, की ऐकायची इच्छा होत नाही मग.
अग नक्कीच. हो ना, ओ. अगदी बरोबर. हो ना, ओ. अगदी बरोबर. म्हणजे म्हणता येईल, की ते रॅप साँग बनवणं मग त्यात म्हणतात, की मराठी इंग्लिश एकत्र करून घेतात. अ, आत्ताची मराठी गाणी आवडतात का हो तुम्हाला? बघा सध्या फार ट्रेंडिंग चाललंय, गुलाबी साडी नंतर ते काय आहे? <chuckles> 1-2 गाणे आहेत असे अशी.
हो, हो, हो, हो. हो, हो, हो. हो, हो, हो, हो. अरे, नाही, नाही. ते ते गाणं तर आवडतातच. पण अ, त्याच्यासोबतच मराठी जुनी गाणी ही खूप छान-छान होती असं म्हणायला हरकत नाही किंवा बघा, अ, त्या काळच्या गाण्यांना आत्ता जी समजुतीची अ, ओळख मिळते ना, की आपण लहान असतानाची गाणी आपण ऐकली असावी, अ, की बघा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? बरोबर. ते गाणं त्यावेळेला आपण फक्त एक एक अ, गाणं आहे म्हणून ऐकलंय. पण ज्यावेळेला खरंच आपण संसारात पडलोय, त्यावेळेला त्या गाण्याची आपल्याला खरंच किती किंमत कळते ना? किंवा त्या गाण्याचं अ, आपल्याला वाक्य किती अ, ओळींन-ओळी आपल्याला समजतं, की "अरे हां, हे तर आपल्याच संसारासाठी बनवलेलं गाणं आहे." म्हणजे खूप अ हो.
हां? हो, अगदी बरोबर. हो. अगदी बरोबर. मग नंत हां, नंतर मग असं एखादं गाणं म म्हणजे एवढं भावलं असं नाही का मनाला का? ते एकच गाणं त्यानंतर एकही गाणं नाही भावलं.

नाही, गाणे तसे म्हणजे बघा गाण्याची आवड आम्हाला लहानपणापासूनच कारण की वडिलांनीच ती लावून दिलेली. ते गाणं एक स्पेसिफिक असं गाण ना, की जे पहिलं गाणं आहे मी माझ्या वडिलांसोबत आम्ही एन्जॉय केलेलं आणि त्यांच्या भावना आम्ही जगलेलो. त्यामुळे ते एक स्पेशियस आपण म्हणतो ना, की ते खूप आमच्यासाठी स्पेशल गाणं आहे. ते खूप आमच्या मनाच्या एका कप्प्यात बसलेलं आहे. अस नाही की आम्हाला अजून काही गाणी आवडत नाही. गाण्यांची आवड आहे पण मग ते गाण खूप जास्त प्रिय आहे आम्हाला.
अरे वाह! हो, हो. हो, म्हणजे म्हणता येईल की आजच्या ह्या ताणतणावाच्या जगात ते गाणं म्हणजे तुमच्यासाठी एक अ, श्वास सारखंच काम करून जातं. <chuckles> खूप मौल्यवान असं. अ, जर मग तुम्हाला जर अ, पुन्हा त्या गाण्याचं असं म्हणता येईल की ते गाणं लागलं, की असं काही होतं का, की तुम्ही परत तुमच्या बालपणात जातात असं किंवा मग किती वेळा ऐकायला तुम्हाला आवडतं ते गाणं असं सलग म्हणजे काही-काही लोकं ते बघा अ, त्या मोडवर टाकतात ना, की रिपीट मोड. <chuckles>
अ, हो, हो. बरोबर. रिपीट मोड असतो. हो, हो, बरोबर, बरोबर. तस अ, तसं काही मी करत नाही. कारण की तुम्हाला खर सांगायला गेलं ना, तर अ, ते गाण जितक मी ऐकणार, तितक जास्त माझ्या वडिलांना मिस करणार अस होतं. मग आपल्याला फक्त एक मायेची उब हवी असते. कारण की तितक आपण अ, समजदार झालोय की आपण कितीपर्यंत दुःखात बुडून जायला हवं आणि वास्तविक वास्तविकता काय चालू आहे त्याच्याकडे लक्ष देता आल पाहिजे. तेवढे आपण समजदार आहोत, मॅच्युअर आहोत. त्यामुळे अ, ठीक आहे आता मी खूप अ, दुःखी आहे किंवा खूप मला टायर्डनेस आलाय आहे. खूप असं वडिलांची आठवण येते. मग एकदा ते गाणं ऐका जगून घ्या त्यांच्या भावनेत थोडस रडून घ्या. त्याच्यानंतर बास फुल स्टॉप आता नंतर पुन्हा कधीतरी भेटू आपण, अस मी करते. कारण की अ, सारखं-सारखं पण ते गाणं ऐकून ना, आठवणी खूप अ, जास्त प्रमाणात पण येणं चांगल नाहीये. आणि आठवणींनी आठवणीसारखचं रहावं अस मला वाटतं.
हो का? अरे बापरे! हां. हो. हो. हो, हो.